<chuckles> हो, निश्चित, निश्चित म्हणजे ना, खरं सांगू का त तर मला माझी शाळामध्ये नाही का की अजूनही तिथंच आहे आणि ते आहे सगळं म्हणजे माझ्या गावी जेव्हाही जातो, तेव्हा जाणं होतं. पण अ, खरं सांगू का त्या भावना पण जागे होतात, पण मग जेव्हा त्या लोकांना आपण भेटतो ना, तर आपली तर फीलिंग न तिची असती पण त्यांच्यासाठी ते नेहमीच असतं. हो, तर त्यांना एवढा काही नाही फ <chuckles> ...मग तिथे कधी पचका पण हो तर माझं झालेलं आहे.
हं. हं, हं. हं, हं. हं. हं, हं. हं, हं. <laughs> हो, हो, हो, हो. हो, हो, हो. अच्छा पाच्छा. म्हणजे आपली एक्साइटमेंट आहे आणि आपल्यासाठी कारण, की आपलं खूप अ, टाईम झाला असतो आपल्यासाठी त्या गोष्टीला हां आणि त्यांच्यासाठी खू पचकाही झालाय. अरे बापरे! <chuckles> क्या बात है नाही होतं ना असं. अ. आणि ब बरेच काही आहे ना खूप काही गोष्टी असतात. तर मग मला एक सांगा ना, की आता सोशल मीडिया म अं, अ, आपलं जे सोशल मीडिया आहे त्याच्यामुळे नॉस्टॅल्जिया अजून अ, वाढला आहे का असं वाटतं तुम्हाला?
आठवणीत. हो, हो. अ. <chuckles> असही होतं ते. अ. हं. हां. हां. अ, हो ना, वाढल्या म्हणजे आता कसं आहे ना, की अल्गोरिदम खूप हुशार आहे हो. त्याला इंडियन्सची मेंटॅलिटी कळाली, आता की 90s किड्स कसं आता, मग त्यांनी ते तयार करून ठेवलंय. 90s किड्स वर्सस झेन झी. खरं तर असं काही विरोध असायचं काही कारणच नाही ना. <chuckles> पण त्यांनी ते काढून ठेवलंय आणि मग काही क्रिएटर्स पण सांगतात, की झेन झी असं करतात. अरे, असं काही नसतं बाबा. <chuckles> पण त्यांनी ते काढलेलं आहे आणि प्रत्येक पिढीला काय वाटतं ना, की आपण खूप सफर केलंय आणि नवीन पिढीला सगळं आयतं मिळते, पण खरं सांगू का, प्रत्येकाच्या आपापले स्ट्रगल असतात आणि जरी समजा रिसोर्सेस भरपूर असले सध्याच्या पिढीला, तरी त्यांची कॉम्पिटिशन पण तेवढीच आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांना डिस्ट्रॅक्शन्स तर कितीतरी जास्त आहेत. म्हणजे आपल्या वेळेला काही मोबाईल वगैरे असलं काही नसल्यामुळं, आपण शिकू शकलो. त्यांना ते शिकायचं पण आहे, मार्क पण पाडायचे आहेत आणि त्यात मोबाईल पण आहे, तर त्यांना जास्त कष्ट आहे. तर आपण असं कंपेअर करणं चुकीचं आहे. पण हे सोशल मीडियामध्ये कसं ना, की ट्रेंड होतो, मग त्यांना पैसे मिळतात, तर त्यांच्यामागे त्यांचं अर्थकारण असतं असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं मग ब्रँड्स पण त्याच्यासारखं मार्केटिंग करतात, की रेट्रो लुक वापरतात, जुने गाणे परत-परत वापरतात, तर कसं आपल्या खिशातनं त्यांना पैसे काढायचे आहेत.
हां. <laughs> हं, हं. कारणच नाहीये. <clears throat> हां, हां. हं, हं. हं. बरोबर. बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. करतात. हां, हां. पण ते आपल्याला आठवण करून देतात ना, कुठेतरी असं.
हां.

लस्सीवालं, दूधवालं पण फ्लेवर असायचे, हो.
हो क्या बात है! ते नॉस्टॅल्जिया. <laughs>
जुन्या काळात मागे जायचं. खिडकी एक थोडक्यात मागं जाता येत त्याच्यात, हं.
हं. तर जेव्हा मग तुम्ही नॉस्टॅल्जिया काही गोष्ट आठवते, तर मग तुम्हाला काय-काय आवडतं? म्हणजे की जसं, की एखादं जुने गाणे, त्या टाईमचा टीव्ही शो वगैरे जसं की शक्तिमान, मोगली-वोगली असायचे. किंवा फूड, ते मित्र, तो स्कूल टाईम म्हणजे काय-काय कुठे घेऊन जाऊ शकतो हा नॉस्टॅल्जिया आपल्याला. कसा प्रवास करवणार?
हां, हां. हां, हां. बरोबर आहे. <laughs> अगदी, अगदी हां. हो, हो. हं. <laughs> हो ना. अ, नाही, म्हणजे ते कसंय माहिती आहे का? त्यावेळेसचं कसं ना, की बदल त्या ही वेळेस होत होते, हो, म्हणजे असं नाही की पण आत्ता त्याला खूपच वेग आलाय, असं मला वाटतं. आणि कसं आहे ना, त्यावेळेला एक पीस म्हणजे होती, लाईफ, पेसपण होता पण पीस पण होती. तर अ, ते जर आपण मिस करतोय. असं त्या काळी कसं बऱ्याच गोष्टी होत्या ना, की म्हणजे असं शक्तिमान म्हणाले, तर एकच शो असायचा ना की जो आपल्याला सुपरमॅनसारखं काहीतरी होतं. तोच किती लोकांना म्हणजे ग्रामीण भागात तर व्होल एंड सोल तेवढंच एक होतं. लहान मुलांचं काय आहे शक्ती तर <chuckles> सगळ्यांचं कसं ना एकच हे असायचं. काय सेम पेजवर असायची! <chuckles> तर ते, पण आणि दुस
हं, हं. हो, हो. येस. हो, हो, हो. क्या बात है! <chuckles> हं, हं, हं. हं. हां. बरोबर. येस, हो. हो, हो. हं, हं. हो, अगदीच, अगदीच. म्हणजे चॉईसच एक दिली होती आपल्याला.
<chuckles> हा ना चॉईस एकच होती त्यावेळेला.
<chuckles>